हां. नाही खूप मोठं होतं ते ॲक्चुअली म्हणजे आमचं एकच बाथरूम नव्हतं असं अ, जवळपास सर्वांनाच अ, बाथरूम असल्यासारखं असं होतं खूप मोठे अ, हॉल अ, टाईपचं बिल्डिंग टाईपचं होतं आहे का नाही. आणि अ, असे कॉमन बाथरूम नव्हते, सेपरेट अ, याच्यानुसार ब्लॉक असायचे एका बिल्डिंगमध्ये पण ब्लॉक असायचे म्हणजे ए ब्लॉक, बी ब्लॉक, सी ब्लॉक, डी ब्लॉक आणि ब्लॉकनुसार बाथरूम वेगवेगळे होते सर्वांना. आणि आमच्या ब्लॉकमध्ये जवळपास किती अ, 20 च जण होते. 20 जण होते आणि बाथरूम त्यांच्यामध्ये 15 वगैरे असे काही आणि बिल्डिंग म्हणजे अशी व्हर्टिकल नाही अशी हॉरिझॉन्टल बिल्डिंग ब्लॉक टाइपची होती मोठी नाही का? तर हां, तर त्या टाइपच होतं. मग अ, सगळं तयार झालो आपण. शूज वगैरे घालून निघालो आणि आम्हाला लाईनीत जावं लागायचं <chuckles> म्हणजे असं नाही की
असं आहे का? हं. बरोबर. बरोबर. हां. हां. हां. हं. बरोबर, हां. हां. बरोबर. असं आहे का? हां, हां, हां, हां. हं. बरोबर. हां, पूर्ण शिस्त. शिस्तचं पालन करा तुम्ही.
शिस्त. हो, अगदी बरोबर आणि त्याचाही ब्लॉक लीडर आमचा असायचा ब्लॉक लीडर अ, हे करायचा, निघायचा मग ग्राउंडकडे जे अ, हां, मग निघायचा आणि प्रत्येक अ, अ, बिल्डिंगचं जे 6 बिल्डिंग आहेत ना, त्यांची लाईन बनल्या 6 लाईन. मग अ, एक सायमल्टेनियस जायचं कोणती पण मागे नाही, कोणती पण पुढे नाही. नाही का. असं जायचं ग्राउंडवर
हां. बरोबर. हां. हं. बरोबर. हं. म्हणजे ती आर्मीची ती परेड होते त्याच पद्धतीने का?
हां, नाही परेड-बिरेड असं काही नाही. हात असं अ, कोऑर्डिनेशन पाहिजे. तसं काही नव्हतं. फक्त लाईनीत राहायचं एवढच होतं नाही का. हं. आणि अ, आणि ते सर असायचे ना, पुढे कोणी लाईनीच्या बाहेर निघाला की आहेच झपका मग.
हां. हं, हं, हं. बरोबर, हां. बरोबर, बरोबर. <chuckles>
हां, <chuckles> आणि थंडीचा असाच लागायचं ते जोरात म्हणजे कोणी बाहेरच जायचं.
खतरनाक. आणि ती नायलॉनची असते ना ती चापका तो त्यांचावाला?
हो ना, नाही. आणि अशी जाडच्या जाड असते. अ, वळच उमटते डायरेक्ट नाही का. तर तिकडे ग्राउंडवर गेल्यानंतर अ, रनिंग व्हायची आम्हाला 3 राउंड मारायला लावायचे रनिंगचा. आणि ग्राउंड खूप मोठं होतं बरं का आणि रनिंग मारल्यानंतर म्हणजे ग्राउंडवर अ, जे 1st 2nd आणि 3rd यायचं ना. अ, रँक म्हणजे अ, कोणी ज्यानी अ, पाहि पहिलं कंप्लीट केलं. अ, रनिंग करतांना मग तुम्ही कसंही पळा, कळपामध्ये पळा, अ, लाईनीतच पळायचं असं नाही फक्त तुम्हाला पहिलं अ, 1st, 2nd, 3rd जे यायचे ना, त्यांना पुढे बोलवायचे. त्या अ, प्लॅटफॉर्मवर जे मी ते सांगितलं ना तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर बोलायचे उभं राहून आणि त्यांना बक्षीस, रिवॉर्ड द्यायचे नाही का हां, तर हे बघा तुम्हाला हं. तुम्ही जर पळालात चांगलं, तर अ, तुम्हाला पण असं काही भेटू शकते. आणि गिफ्टमध्ये काय असते ते आम्हाला कळायचच नाही असा बॉक्स द्यायचे त्यांना काहीतरी.
हो. <chuckles> हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हां, हां, हां. अरे वाह! हं. असं, मग तुम्हालाही कधीतरी भेटलं असेल किंवा तुमच्या मित्राला भेटलं असेल तेव्हा तुम्हाला कळलं काही असं?
हां.

हो, मग नक्कीच मला आवड अ, ऐकायला आवडेल की
हां, तर तिथला किस्सा असा आहे की अ, नवोदयामध्ये कसं खूप स्ट्रिक्ट डिसिप्लिन असायचं आम्हाला, नाही का. म्हणजे सकाळी-सकाळी अ, जेव्हा सायरन वाजायचा 4:30 वाजता आणि 5:00 वाजेपर्यंत आम्हाला तयार व्हावं लागायचं पूर्ण फ्रेश वगैरे होऊन आंघोळ-बिंघोळ करून, आंघोळ तर तेव्हा नाही करायची. आंघोळ नंतर करायचो आम्ही म्हणजे अ, रनिंग वगैरे करून आल्यानंतर. हां.
हं, नक्कीच. हो. हं. बरोबर. बरोबर. एवढ्या सकाळी उठून तुम्ही करायचे काय? साडे पाच म्हणजे 5:00 वाजे 4:30 ला उठायचे आणि 5:00 वाजेपर्यंत रेडी व्हायचे. त्यानंतर काय करायचे तुम्ही?
हां, सकाळी उठायचं. हां. आम्ही असं म्हणेल की आम्ही उठायचो नाही, आम्हाला उठवलं जायचं. <chuckles> हां.
हं. अरे बापरे! म्हणजे डायरेक्ट असं म्हणजे अत्याचार टाइप झालेलं होतं का काय?
हो, तसचं झालं होतं ते आमचं पीटीचे सर यायचे आणि प्रत्येक हॉलमध्ये आणि एकच बिल्डिंग नव्हती बरं का, म्हणजे मी ज्या बिल्डिंगमध्ये होतो ना ते अरावली नाव होतं त्याचं अरावली बिल्डिंग. म्हणजे अ, दुसरी होतं निलगिरी या पर्वताच्या रांगा त्यानुसार त्याने नाव ठेवली. हां, त्यानुसार त्यांनी नावं ठेवली होती. तर असे वेगवेगळे हाऊस होते तिथे नाही का, जवळपास ह्या साइडला 4 त्या साइडला 4 जवळपास 8 हाऊस होते आणि हे विद्यार्थी तर होतेच आणि तिथे जे शिक्षक लोक होती ना, ती पण कॅम्पसमध्येच राहायची त्यांची फॅमिली वगैरे हां, ते पण तिथेच असायचे.
हं. बरोबर. असं. हं. बरोबर. हं. पर्वतरांगांचं नाव आहे. बरं. हं. हं. बरोबर. हं. असं का? मग ते त्या बिल्डिंग्समध्येच राहायचे का त्यांचं स्टाफ क्वार्टर वेगळं बनवलेलं होतं तिथं?
नाही, नाही. बिल्डिंगमध्ये नाही, त्यांच स्टाफ क्वार्टर वेगळं होतं बाजूला होतं, जवळ-जवळच होतं. पण सेपरेट होतं. हां, तर अ, यामध्ये इतक्या साऱ्या आठवणी आहेत ना आमच्या, म्हणजे हॉलमधल्या तर आहेत, त्या स्टाफ क्वार्टरमधल्या पण आठवणी आहेत. पहिले तर हाच किस्सा मी तुम्हाला सांगतो पीटीचा नाही का? जे ग्राउंडच बोलतोय आपण.
असं आहे का? हं, हं, हं. बरोबर. हं. हं, हं. बरोबर.
हां, तर त्या अ, ग्राउंडमध्ये व्हायचं असं, आम्हाला तर उठवलं जायचं जसं म्हटलं पीटीचे सर यायचे सिटी वाजवायची कधी-कधी आम्ही उठायचो नाही तर अ, म मारायचे ते झपके द्यायचे ते आहे ना, लेस असते ना त्या शिट्टीची अ, त्यानं मारालंय <chuckles> आणि थंडीचा तर असं जोऱ्यात बसायचं की रे बाबा <chuckles>
हं. हं. बरोबर, बरोबर. ती चपाचप बसते ती लेस आपल्याला. <chuckles> हो.
मला पण बसली होती एकदा आणि त्या दिवशीपासून हां. आणि त्या दिवशीपासून शिट्टीचा आवाज ऐकला की लगेच उठायचो नाहीतर लेस अ, माहिती आहे आपल्याला.
असं का. हां. हं. बरं, बरं, बरं, बरं, बरं. <chuckles>
मग अ, त्या अर्ध्या तासामध्ये आम्ही प फ्रेश वगैरे होऊन म्हणजे अ, शूज वगैरे घालायचो, रनिंग शूज नाही का. आणि जायचं मग लाइनिंग
हं. बरोबर. मग अ, म्हणजे तुम्हाला अर्धा तासच भेटायचा ना अ, फ्रेश व्हायला तर, त्या अर्ध्या तासात खूप सारे पोरं असतील. मग एवढे सगळे पोरं कुठे फ्रेश व्हायचे?
हो. हो.

हां. नाही, मग आम्हाला कळलं की त्यामध्ये असे अ, काही डेलीचे वापरायचे ते अ, वस्तू द्यायचे नाही का, जसं साबण झालं किंवा Colgate वगैरे वापरतो आपण ते झालं किंवा टूथब्रश झालं नाही का. किंवा कधी-कधी अ, ए एखादं पुस्तक असायचं छोटं किंवा नोट्स काढायचं आपलं ते अ, स्मॉल डायरी नसतं का? वेगवेगळं गिफ्ट असायचं प्रत्येक वेळेस. त्याच्या मी मनानुसार ते अ, द्यायचे. तर असं मला पण भेटलं होतं चुकून भेटलं होतं पण मला एकदा. <chuckles>
बरोबर. हं. हं. हं. बरोबर. बरोबर. हं. कसं काय?
हां. अ, माझे ॲक्चुअली 2 च राउंड झाले होते, त्याला वाटले 3 राउंड झाले नाही का. <chuckles>
हं. बरं, बरं. <laughs> हां.
<chuckles> मग तेव्हा मला भेटलं होतं अ, बक्षीस आणि त्या बक्षिसमध्ये मला एक टूथब्रश भेटलं होतं. <chuckles> अ, तर असं पण एक तिथला अ, माझा एक लहानपणीचा अ, अनुभव होता ग्राउंडचा म्हणतात ना. हं. आणि
हं. अरे वाह! <chuckles> नक्कीच, नक्कीच. म्हणजे खूप सुंदर असा तुमचा अनुभव दिसतोय मला आणि नक्कीच तुमचं बालपणही मजेदार दिसतंय.
हां, आणखीन तर खूपच अ, आणखीन अ, स्टाफच्या मधलं पण एक आहे माझा अ, तिथल्याच कॅम्पसमधला अ, जागा जे म्हणतो आपण अ, अ, एका मुलाला काहीतरी लागलं होतं आणि फर्स्ट एड किट असते ना ती आमच्याकडे नव्हती म्हणजे त्या अ, आमचे जे अ, जे असतात ना टीचर गाईड ज्याला आपण म्हणतो तर ते अ, आमचे जे होते त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. मग अ, ते होते यूपीचे, नाही का. आणि आम्ही मराठी बोलतो आणि मग त्यांची वाईफ वगैरे त्यांचे अ, म मुलं वगैरे पण तिथे होते. तर अ, तिथं गेल्यावर आम्हाला मला पहिला तर एक कल्चरल अ, माझा पहिला इंटरॅक्शन होती ती नाही का, म्हणजे मी कधीच त्या आधी हिंदी
हं. हं. बरोबर. हं, हं. बरोबर, बरोबर. हां. मग? हं. बरोबर. हं. बरोबर. म्हणजे कल्चरल डिफरन्स तुम्हाला तिथे दिसला तुमच्या आणि त्यांच्यामध्ये.
दिसले. हो, कारण की त्यांची बोली तशी होती घरातल्यांची नाही का. म्हणजे माझ्यासोबत तर नीटच बोलायचे, ते सर मराठी पण बोलायचे. आणि आमच्यासोबत मराठी बोलायचे आमच्या अ, डेली नाईटला जेव्हा यायचे ना, ते आमचा चेक करण्यासाठी की सगळे मुलं व्यवस्थित आलेत का नाही रिटर्न? अटेंडन्स घ्यायसाठी यायचे. तर अ, नाईट मी तेव्हा त त्यांच्याकडे गेलो ना. नंतर मला कळालं की, "अरे, हे तर सर हिंदी बोलत आहेत," नाही का. "हिंदी आहे ते." मराठी पण त्यांची खूप छान होती.
हं. बरोबर. हो. हं. बरोबर, बरोबर. हं. हां.

बरोबर.
मग तिथं कल्चरल शॉक मला पहिल्यांदा लागला, जेव्हा हिंदी म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही, आयुष्यामध्ये मी हिंदी रिअल लाईफमध्ये टीव्हीवर तर पाहिलं होतं शक्तिमान. वगैरे, पण रिअल लाईफमध्ये, <chuckles> अ, असं मी पहिल्यांदा पाहिलं आणि ते अ, छान वाटलं, नाही का? म्हणजे एक अनुभव तो होता आणि त्यांनी हेल्प केली. मग फर्स्ट एड किट वगैरे लावली अ, त्या मित्राची पट्टी वगैरे केली. हां, हा एक अनुभव होता त्या कॅम्पसमधला.
हं. हां, बरोबर. <laughs> हं, हं. हं. नक्कीच, नक्कीच. बरोबर, बरोबर. हं. मग तुमच्या जीवनात असा काही अनुभव आहे का? की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तो आजही तुम्ही आठवण करतात, तर तुम्हाला म्हणजे असं अ, नॉस्टॅल्जिया फील होतो. परत ते जीवन आपण जगलं पाहिजे, त्या बालपणात आपण परत गेलो पाहिजे.
हां. हो ना. नक्कीच असं होतं मला अ, फील होतं असं कधी-कधी म्हणजे "किती मस्त होतं यार ते कॅम्पस." मला असं वाटतं ना की त्या कॅम्पसमधून निघायलाच नव्हतं पाहिजे. जे काही चालू आहे ना मस्त त्याच गोष्टी कंटिन्यू होत राहिल्या पाहिजे. तर आठवणीच एवढ्या आहेत तिथल्या नाही का आणि आम्ही गेलो पण होतो एकदा म्हणजे आमचे अ, माझे मित्र होते 5 जण आम्ही होतो. तर त्यामध्ये 2 जणांचं सिलेक्शन म्हणजे इकडं झालं होतं नवोदयाला नाही का. तर इथे असताना आम्ही दोघांची तर मैत्री झालीच. मग आम्ही ठरवलं होतं अ, म्हणजे पासआउट झाल्यानंतर की आपण पुन्हा इकडे येऊ एकदा भेटायला. आणि तिथे एक स्पॉट होता बघा म्हणजे तिथं एक कॅबिन होती कॅम्पसच्या बाहेर असा थोडा हॉल टाइप वेटिंग हॉल ज्याला आम्ही म्हणायचो, तिथली आमची खूप इमोशनल आठवण आहे. तो हॉल असा होता
हं. बरोबर. हं. बरोबरं. अरे वाह! हं. बरोबर, हां. हं. बरोबरं. हं. बरोबर. हं.
तिथे नाही का आम्ही अ, आता म्हणजे मोठं झाल्यानंतर पण आम्ही तिथे गेलो. आणि तिथे आजही लहान-लहान मुले जेव्हा दिसतात ना, आमच्याच वयाची आम्ही पाहून असा
हं. बरोबर. तुम्हाला तुमचं लहानपण आठवण येत असेल, बालपण तिथे गेलेलं.
हो, म्हणजे ते फ्लॅशबॅकच डायरेक्ट म्हणजे मी पण असंच असेल लहानपणी नाही का, आणि त्या वेटिंग हॉलची खासियत ही होती, तो होता पेरेंट्स डेचा आमचा वेटिंग हॉल नाही का. हां, म्हणजे अ, वीकेंडला तर आम्हाला अलाउड नव्हतं पॅरेंट्स आणायला. पण दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे तो दिवस कोणताही असो मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आम्हाला सुट्टी असायची. म्हणजे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुट्टी असायची आणि त्या दिवशी आम्ही मस्त रेडी व्हायचो आणि त्या दिवशी आम्हाला अ, ह्याच्यापासून पण सुट्टी असायची, ग्राउंड वगैरे, रनिंग वगैरे काहीच नाही.
हं, बरोबर. हं. बरोबर. हां, हां, हां. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर, बरोबर. म्हणजे फुल हॉलिडे तुमचा.
फुल हॉलिडे अ, एकदम फ्री.
आणि शनिवार आणि जर रविवार आणि ते सोमवारमध्ये जर सुट्टी आली, तर मग अजूनच जास्त आ आनंद.
हां, म्हणजे त्या दिवशी सुट्टी आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवार आला, तर आणखीनच मज्जाच. मग 2 दिवस सुट्टी कंटिन्यू नाही का. पण कधी-कधी काय व्हायचं ते मॅच व्हायचं ना रविवार आणि पॅरेंट्स डे एकत्रच यायचं. तर वाटायचं, "अरे, यार!" <chuckles> नुस
हं. बरोबर, हां. <chuckles> हो. हां, मग तेव्हा तर थोडं दुःख, "अरे, हे कसं काय मिक्स होऊन गेलं यार."